अरे बाप रे! कशी म्हणजे, कधी समजली का ती येवढ्या अंधारामध्ये मुलगीची म्हणून?
मुलगी हां. आणि आहे ना नाही, नाही अरे मुलगी नॉर्मल एकदम साधी की माझ्याशी बोलत नाही, मुलगी फोन वर बोलता-बोलता.
हो, हो, हो.
फोनवर बोलता बाहेर आली आणि ती काय करते माहिती आहे का, की मी त्या गेटकडे उभा आहे आणि ती मला बघत पण नाहीये. ते पुढे आली त्या गेटकडून अशी आणि तिने काय केलं असावं ना, फोनवर बोलता-बोलता ना ती माझ्या कॉ ब कारच्या टायरच्या बाजूला जाऊन बसली.
हं, हं. हं, हं. अच्छा.
तर इथे असं झालं ना, की फक्त मला असं होतं ना, की थोडं तिनी जर माझ्याकडे वळून जरी बघितलं असतं ना, तर त्यादिवशी अटॅक म्हणजे आलाच होता आराम म्हणजे पोहोचलाच होता.
कोणाला, तिला का तुला?
इ मला, मला रे मला तिला काय अटॅक येणार आहे. हे ना?
अच्छा. नाही तुझा पण होतो, पण भयानक झालेला होता ना, त्याच्यामुळे मला वाटतं तिला पण अटॅक येऊ शकतो.
नाही, नाही, नाही. आणि ती गाडीच्या टायरकडे बसली. आता माझं असं झालं, हिला बोलू, उठू काय करू ना? आणि माझीच फाटली. मला वाटलं कोण असेल भूत-वूत हा प्रकार मला वाटला. मी आत गेलो. हां.
तू म्हटलेलं तो. हां, हां. म्हणजे तुला उठू वाटलं का तिला? का तू गेला?
नाही रे बाबा! तिला कशी काय उठवू ती डायरेक्ट गेली आणि टायरकडे बसली ना रे. आणि कारच्या टायरकडे मग आता तिला काय उठवशील तू? मी गेटकडे थांबतोय. मग मी गेटच्या अंदर जातोय ना, तर मला असं दिसतंय म्हटलं, की यार फोन नाही वॉचमन नाही काही नाही. 4 माळ्याची बिल्डिंग होती, एकच बिल्डिंग होती. मग मी आत जाऊन आणि मग परत येईपर्यंत बघतो तर ही मुलगी काही आहे नाही, माझ्यासोबत दिसत नाहीत.
हं. हं, हं. अच्छा, अच अच्छा. हं, हं, हं. काय करू? दिसणार नाही तुला ती मुलगी.
काय कर नाही म्हणजे पिक्चरच चाललाय असं. मी आलो गाडीत बसलो चुपचाप आणि मला समजत नाही यार काय करू आता हे ना? कंप एकदम घाबर हरवलं तर आहे.
हं, हं. कोणाची गाडीत बसलं तू?
माझीच गाडी होती ना? गाडीच रे कोणाची गाडी काय तिथं बैलगाडीदेखील नव्हती, तिथं माणूस ना माणसाची जात दिसत होती मला.
हां. हां. हां. अरे बापरे! खूप डेंजर बरं.
आणि. नाहीये. मग मी गाडीमध्ये बसलो आणि आहे ना जसा घाट उतरतो माहिती आहे ना आपण. असं? घाट उतरतो तसं उतरतोय मग मी उतरतोय, उतरतोय आणि मला असं सम हेच समजत नाही, की होतं काय नेमकं. काय चाललंय काय? आणि जसा मी घाट उतरलो ना, जसा तो घाट संपला, थोडं एक गेलो असेल. तर आहे ना काय आलं माहिती आहे का, की तेवढ्यामध्ये आहे ना 1 माणूस आला आणि त्याने आहे ना माझ्या अ, गाडीच्या काचाला आहे ना असं ठक-ठक असं केलं.
हं. हं, हं. हं, हं. हं. हं. म्हणजे कशाने केलं ते ठक-ठक?
येऊन.